बरोबर. पण मग असं एखादं आठवण किंवा अशी एखादे म्हणतो ना की खास ठेवणीतलं गाणं, असं काही आहे का तुमच्याकडे सांगाल का काही?
हां, हां, हां. हो, कस हो. नक्कीच, नक्कीच मला सांगायला आवडेल तसं म्हणायला गेलं ना, तर अ, एक गाणं होतं बघा जुनं जे गावामध्ये जास्त चालायचं आणि अजून सुद्धा काही-काही गावांमध्ये ना, ते होत असतं म्हणजे ग बोलतात तसं गाणं. ते एक वासुदेव आला म्हणून गाणं होतं बघा. म्हणजे तो वासुदेव असतो जो टोपी वगैरे घालून अ, दारोदारी अ, म्हणजे आपण ते भिक्षा वगैरे म्हणतो ना ते मागत असतो.
बरोबर.
तर तो ते गाणं म्हणायचा एक अ, वासुदेव आला रे वासुदेव आला म्हणून.
बरोबर. मग त्याच्या त्या गाण्याची काय जरा शब्द आहेत सांगू शकाल का?
हो, नक्कीच. अ, त्याची म्हणजे सुरुवातच तिस तिथून होती की वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला. हो, म्हणजे इतकं छान ते गाणं होतं.
हां, बरोबर इथे काय आठवण आहे बरं तुमची?
अ, याच्याबद्दल अशी आठवण आहे ना, तर आम्ही म्हणजे एक 4थी मध्ये होतो आणि एक गॅदरिंगला आमचं हे गाणं होतं शेवटचं म्हणजे मिक्स अप सॉँग होतं आमचं सगळं मल्हारवाडी झालं, त्याच्यानंतर अ, वादळवारं झालं. असे 2-4 मिक्स अप सॉँग आणि शेवटला हे वासुदेवाचं गाणं होतं. की एक अ, म्हणजे आमच्या क्लासमधली मुलगी आमची कशी गर्ल म्हणजे मुलींची शाळा होती ना, तर त्या अ, अ, त्या मुलीनी अ, एक वासुदेवाचा गेटअप वगैरे केला होता आणि आमचे सगळे सॉन्ग्स झाल्याच्या नंतर आम्ही असे सगळे साइडला होतो आणि तो वासुदेव पूर्ण सगळ्यांच्या भोवती असा गोल फिरतो. आणि मग ते गाणं लागलं होतं की वासुदेव आला हो वासुदेव आला. मग आम्ही त्यांचं असं दर्शन वगैरे घेतो आणि मग आमच्या अ, जे गाणं आहे, ते सगळं तिथे स्टॉप होतं.
अच्छा. अरे वाह! हां, हां, हां, हां, हां. बरोबर. अरे वाह! किती छान! किती सुंदर आयडिया म्हणजे कल्पना होती तिथे बरं बघ ह्या ज्या गावच्या गाण्या आहेत, गावठी गाणी आपण ज्यांना म्हणतो, एकदम रॉ असतात ही. त्यातली तुम्हाला काय आवडतं बरं?
हो, हो, हो. हो, हो, हो. असं जर म्हणायला गेलं ना, तर अ, पहिल्यासारखी गाणी जी आहेत ना ती आता नाही राहिली म्हणजे पहिले कसे असे सायलेंट गाणी आपण म्हणतो एक साधे लय असायचे त्याचे, पण आता आधुनिक काळामध्ये असं झालंय ना प्रत्येक गाण्यात पॉप अप आलंय. म्हणजे असं, की जसं तरी गाणं आहे बघा शेकी शेकी. तर अ, ते पण एक हां.
बरोबर. हां, बरोबर. तर मग मग अशी गाणी जी आ येतात जेव्हा नवीन आधुनिक, तेव्हा ती एकदम अशी त्यांचं म्हणतो ना की आपण त्यांचे बीट्स आहेत, त्यांची मग अ, काही वेळेला जे शूट केलेलं असतं गाणं त्यातला डान् नृत्य आहे किंवा त्यातल जे काही कपडे वगैरे घातले आहेत त्यांनी, जे नाच करत आहेत त्यांचं. तर हे सगळं खूप असं अट्रॅक्टिव्ह असतं. मग तुम्हाला काय असं जास्त भावतं? की गावठी गाण्यांमधली जी गोडी आहे किंवा बऱ्याच वेळेला गावठी गाणी आपल्याला एक अशी कथा असते एखादी गोष्ट सांगत असते किंवा एखादं वाक्य आता जसं तुम्ही म्हणाला होतात की
हां, हां. हो, हो. हां, हां. हो, हो. बरोबर, बरोबर.